हो, नक्कीच. तर अ, अ, मी एक गृहिणी पण आहे. अ, अन्नपूर्णा आहे आणि त्याच्याबरोबर माझं ऑफिसचं कामही असतं आणि ऑफिसचं काम म्हणजे मी आता सध्या वर्क फ्रॉम होम करते. तर मला घरच्या जबाबदाऱ्या पण असतात. म्हणजे काही बघणं, म्हणजे सकाळी उठून अ, नाष्टा, जेवणाची सोय करणं किंवा मुलीचं बघणं. तिच्या डब्याची व्यवस्था करणं किंवा जे वृद्ध गृहस्थ असतील तर त्यांची काळजी घेणं, त्यांची औषधपाणी वगैरे हे बघणं. हे पण येतं त्याच्यामध्ये आणि ते सगळं करून मला मग पुन्हा ऑफिससाठी वेळ काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये अ, अ, म्हणजे थोडी ओढाताण होते. नाही असं नाही आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला व्हायची आणि मला इतकी सवय नव्हती. त्यामुळे असे म्हणजे कधी वाद-विवाद पण व्हायचे. मग अ, त्याच्यातून आम्ही थोडा तोडगा काढला. म्हणजे की समजून घेतलं, की काय करता येईल किंवा मला घरात थोडा कमी वेळ देता येईल, ऑफिसला जास्त लाग लागतो किंवा तिथे काही डेडलाईन्स असतात, टार्गेट्स असतात. मग त्यानुसार आम्ही वेळेमध्ये ॲडजस्ट करायचो. म्हणजे घरच्यांचा पण फुल सपोर्ट असायचा त्याला, नाही असं नाही. थोडं इकडे-तिकडे व्हायचं. मग ते पण समजून घ्यायचे आणि मी पण मग समजून घ्यायचे आणि त्यांचं काही जर इकडे-तिकडे झालं किंवा त्यांना काही म्हणजे आ आजार असेल किंवा काळजीचं काम असेल, तर ते मी म्हणजे निभावून न्यायचे किंवा त्यांची औषधं आणणे म्हणा किंवा त्यांना बघणे हां, मग थोडाफार मी बॅलन्स करायचा प्रयत्न केला आणि मग हळू-हळू मला ते आता शक्य झालं आता हळू-हळू. त्यात कुठेतरी बॅलन्स
हां. हां. अच्छा. अच्छा. बरोबर. बरोबर. बरोबर, बरोबर. अच्छा. बरोबर. हं, हं. हां. हां. बरोबर. हां, हां. बरोबर. अच्छा. हां, हां. बरोबर, बरोबर. हां, हां. म्हणजे हळू-हळू जमायला लागलं. <chuckles> आणि मग समजा तुमच्या हां, हां. बोला ना?
हो, हो, हां, म्हणजे त्यात बरेच पर्याय पण वी हो, बोला? हां, मग त्याच्यात बरेच पर्याय मग आम्ही त्याच्यात वापरले किंवा मुलांचं जे सांभाळणं असतं ते ग आजी-आजोबा सांभाळतात किंवा मग अ, किचन थिंग्स ला कधी-कधी सासूबाईंची मदत होत नाही. कारण त्यांच्या वयानुसार त्यांना तितकं जमत नाही. मग अशावेळी अ, अ, कोणीतरी मदतनीस अ, बोलावणं म्हणा किंवा तिच्याकडून थोडं करून घेणं, अशा गोष्टी करून मी साधारण त्याचं संतुलन राखते घराचं आणि कामाचं.
बरोबर. हां, बरं. बरोबर, बरोबर. हां, हां. बरोबर. अच्छा आणि मग आता अस तुम्ही जसं की सांगितलत, की तुम्ही अ, म्हणजे घर आणि काम दोन्ही मॅनेज करता आणि मग तुमच्या सकाळचं कधी अ, रुटीन काय असतं? म्हणजे सकाळी तुम्ही गडबडीत असता किंव किंवा तुम्ही सगळं काम अ, निवांत करून मग तुम्ही तुमच्या ऑफिसची कामं चालू करता, की ह्या सगळ्याचा समतोल साधताना तुम्हाला एकदम अ, म्हणजे घाई होते, काही चुकतं किंवा काय असं काही होतं का?
हो.

अ, हां, नाही तसं म्हणजे मी शक्यतो करू देत नाही कधी आणि ऑफिसचे डिसीजन ऑफिसमध्ये, घरातलं अ, काम घरामध्ये, त्याचा कधी ऑफिसवर परिणाम होऊ द्यायचा नाही आणि ऑफिसचं काम घरात आणून इथे टेन्शन द्यायचं नाही कोणाला, ते आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचं असाच माझा कटाक्ष असतो. होती चिडचिड कधीतरी पण ती चिडचिड त्यांच्यावर काढणं इष्ट नाही आहे ना. मग अ, ती ते मी माझ्या मग त्याच्यामध्ये मला मेडिटेशन खूप साथ देतं आणि त्यामुळे माझं डोकं शांत व्हायला किंवा सकारात्मक ऊर्जा तयार व्हायला खूप मदत करतं. त्यामुळे मग ही चिडचिड कमी झाली आहे. आणि मग अ, ते, ते मी तिथे ठेवते म्हणजे ते कधी मिक्स होऊ देत नाही, म्हणजे तेवढा संतुलन आता मला नक्कीच चांगलं राखता येतं, असं मी सांगेन.
हां, हां. हां. अच्छा. बरोबर. बरोबर आहे. हां. <chuckles> बरोबर आहे. अच्छा. हां, हां. बरोबर. ओके, मग जेव्हा तुम्ही सुरुवातीला असं कधी झालंय का, जेव्हा हे सगळ्याची सवय नव्हती किंवा अ, नवीन-नवीन जेव्हा तुम्ही दोन्हीचा समतोल साधत होता, तेव्हा कधी असं झालंय का?
अ, नाही तेव्हा नाही तेवढंच मला म्हणजे मी एकच इन्सिडेंट सांगेन की त्यावेळी मला चिडचिड झाली होती ऑफिसच्या कामामुळं आणि पण मी दुसऱ्या कुणावर त्याचा राग नाही काढला, स्वतःच अ, काढला आणि एक वस्तू आदळली होती फक्त, बाकी काही केलं नव्हतं. <chuckles> हां, मग त्यानंतर मग मी बरंच सावरलं होतं मी माझं मला आणि मी का केलं ते मला रिअलाईज पण झालं, हो.
हां, हां. हां, हां. अरे बापरे! <chuckles> म्हणजे तुम्ही अच्छा, म्हणजे तुम्ही तेवढं हां, हां. म्हणजे तुम्ही तेवढं काय म्हणतात त्याला, तुम्ही तेवढे पेशन्स ठेवता आणि तेवढे तुमचे तूम म्हणजे तुम्हाला काम आणि घर वर्गीकरण येतं थोडक्यात.
हो, हो, नक्कीच करायलाच पाहिजे, नाहीतर मग तुम्ही लाईफमध्ये जगणार कसे ना व्यवस्थित, असं आहे.
<chuckles> ते तर आहेच. बरोबर आहे. मग आणि कधी तुम्ही ऑफिसमध्ये गेला आहे आणि अ, समजा की ऑफिसमध्ये एखादी गोष्ट न्यायची आहे, पण ती घरी विसरलात असं कधी झालंय का? <chuckles> घरच्या कामांमुळे. <chuckles>
हां. नाही, नाही. <chuckles> नाही, नाही असं कधी नाही झालं, मी एन्श्योर करते की सगळं व्यवस्थित आहे की नाही आणि काय राहिलं तर मॅनेज होतं ना तितकं. असं काही वस्तू तुम्ही मोठी विसरणार आहे. डबा वगैरे असंच ठीक आहे. मोबाईल विसरला तर 1 दिवस चालू शकतं, म्हणजे काही एवढा इशू येत नाही आणि आपल्याला मेलवर नोटिफिकेशन येत असतात, त्यामुळं मोबाईल असावाच असं काही नाही. फक्त पेमेंटसाठी वगैरे इश्यू येतो, पण ते काही कॅश असेल तर मॅनेज होऊन जातं, बाकी काही नाही.
<chuckles> हं, हं. अच्छा. हो, हो. हो, बरोबर. बरोबर आहे. काही नाही. म मॅनेज होऊन जातो बरोबर आहे. तर तुमच्यासोबत बोलून तर खूप चांगलं वाटलं आणि अ, कसं संतुलन जपता येईल याच्याबद्दल तुम्ही एकदम प्रॉपर सांगितलं, म्हणजे अ, की मला पण कधी-कधी युज होईल ह्या गोष्टी सर्व. आणि मेडिटेशन तो तुम्ही करताच, त्याच्यामुळे अ, पूर्ण याचा समतोल कसा क म्हणजे मेन त्याचा आधार काय आहे ते तर मला समजलं. त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद.
हो. हो.